म्हणजे आपल्या पद्धती अनुसार जे टाकायचंय तसं.
राइट त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचे मसाले असतात, गुजराती स्टाईल वगैरे मसाले असतात. आणि सेम तसंच मडक्यात भरून, तो पाला वगैरे भरून आगेमध्ये किंवा जमिनीत ते मडकं ठेवून, वर आग लावायची पेज प्रोसिजर सेम आणि रात्रभर त्या धगे खाली शिजल्यावर. हे सकाळी-सकाळी तिथे मिळतं. आजही आत्ताही मिळत असतील. पण आताही बरेच त्याच्यात गेले नाहीये त्या बाजूला, कारण तेवढा आता संडेजला वेळच नाही.
हं, हं. हं. हं, हं. अगदीच. हं. बरोबर. अगदीच. मग तुमच्यामध्ये कधी असं कपल तुम्ही जायचे राइट? मग काही रोमॅन्टिक अ, गोष्टी करायच्या की नाही जसं कॅन्डल लाईट डिनर, म्हणजे एखाद्यासाठी गाणं म्हणणं.
हं. बरं. <laughs> कॅन्डल लाईट डिनरचं असं नाही. कॅन्डल लाईट डिनर नाही, पण प्लेलिस्ट असायची माझ्याकडे गाण्यांची आणि जी गाडीमध्ये नेहमी माझी माझ्या आवडीची गाणी लागणार. की ड्राइव्ह तो करणार पण गाणी माझ्या आवडीची पाहिजेत.
वॉक वगैरे. ओके, हं, हं. वॉव. हां, हां.
त्यामुळे ते एक सुंदर हे असायचं आणि जसं मी म्हणाले, की इव्हनिंगला जर सी शोरला गेलो. जर जास्तच असं वाटत असेल की आपण थोडं पाण्यात पाय टाकूया वगैरे, तर मग शिवाजी पार्क किंवा मग जुहूला जायचं. पण नाही, पाण्यात वगैरे
हं, हं. हं, हं, हं. मग तिथून कधी असं बलून वगैरे तुम्ही घेतलेत का? असे बरेच लोक घेतात. आ?
खूप, खूप, खूप त्याला खूप हौस आहे, माझ्या नवऱ्याला ना, ह्या सगळ्या गोष्टींची खूप हौस. मी खरं सांगते ना, मी अ, माझी अगदी म्हणजे पहिलं मूल होय, होय तो पण मला एवढी चॉकलेट चारलीयेतना त्याने. माझ्याकडे अजून पण कलेक्शन आहे आणि माझी मुलं म्हणतात, "तू ही चॉकलेट खाल्ली आहे सगळी."
हं, हं. हं. हं, हं. अरे वाह, सो स्वीट किती छान. हं, हं. हां, हां.
माझ्या मुलांना तर शॉक आहे, "ये गो, तुझे दात कसे नाही किडले." असे बोलतात मला माझी मुलं.
<laughs> लहान आहेत ना, हं, हं.
म्हणजे एवढे चॉकलेट्स वगैरे तो आणायचा प्रत्येक वेळेला. म्हणजे त्याने असं नाही भासवून दिलं कधी, की हे आपलं अरेंज मॅरेज आहे.
हं, हं. वॉव. क्या बात है! क्या बात.
म्हणजे ते एक असतं ना एक अरेंज मधून जर लव्ह ओ, लव्ह होतं हळू-हळू आपण एकमेकाला कळू लागतो.
तो खूप सुंदर असतं मला वाटत स्लोली, स्लोली एक दुसऱ्यांना ओळखणं. आणि मग त्यात प्रेम निर्माण होणं, हं, हं.
हां. आणि त्याला त्याने त्याने लिटरली मला अजून पण आठवतंय, त्यात सुट्टीचाच एक रविवार असा होता, की त्याने ना प्लॅन केलं होतं माझ्यासाठी जवळ, जवळ एक अ, 3-4 फुटाचा मोठा टेडी बिअर आणला होता.
हं, हं. क्या बात है! क्या बात है!
आणि तो अजूनही आहे माझ्याकडे.
वॉव!
फक्त एवढाच की आता तो माझ्या ताब्यात नसतो, माझ्या मुलांच्या ताब्यात आहे. <chuckles>